यश, अपयश ह्या एकाच तराजूच्या 2 पारड्यांची नावं आहेत. पण कधी एक पारडं झुकतं, तर कधी दुसरं. पण आता ह्या 2 पारड्यांमधली दांडी मात्र बदलली आहे आणि ती झाली आहे, सोशल मीडिया. काय वाटतं हो, त्या सोशल मीडिया मुळे काही यशाबद्दलची कल्पना बदलली आहे तुमची? काय सांगाल?
हो, नक्कीच बदलली आहे. म्हणजे आधी जरी कसं अ, किती पैसा आहे किंवा किती मोठं घर आहे, ह्या गोष्टी बघितल्या जायच्या. माझ्याकडूनही म्हणजे दुसऱ्यांचं नाही बोलणार. मी स्वतः हे बघायचो, की "अच्छा ह्यानी ही गाडी घेतली. तो माझ्याहून 4 वर्षांनी मोठा आहे. आता मी 4 वर्षांनी मोठा झाल्यावर, मीही तीच गाडी घेणार किंवा तशीच गाडी घेणार." पण आजकाल ते फक्त आकड्यांवर आलं आहे, की ह्याचे एवढे फॉलोवर्स आहेत. तो माझ्याहून 10 वर्षांनी मोठा आहे आणि दुसरा 1 20 वर्षांनी लहान आहे आणि ह्यांचे एवढे-एवढे फॉलोवर्स आहेत. मलाही तेच पाहिजे. कुठे ना कुठेतरी ते डोक्यात आलं आहे.
अ, हां. हो ना. बरोबर. हो, बरोबर. बरोबर. आ, हां, म्हणजे सगळा आकड्यांचा गेम झालाय हा आता. नंबर ऑफ फॉलोवर्स एंड नंबर ऑफ सबस्क्रायबर्स. हम्म. बरोबर.
अगदी. हो आणि खरं-खरं झालं आहे, म्हणजे मी खोटं नाही सांगत.
काय अनुभव होता? काय जरा सांगा ना आम्हाला, की म्हणजे काय असं वाटलं, की यश आहे हे आणि आता ज म्हणजे असं घवघवीत यश वाटतय असं असल्याब मुळे काय वाटतं? कसं झालं? काय झालं? जरा सांगा डिटेल?
मुळात बघा ना, म्हणजे अं, खूप काही करावसं वाटतं ना, आयुष्यात मला. म्हणजे मी असा खूप अ, सृजनशील आहे किंवा नवीन-नवीन गोष्टी मला करत बसायला आवडतं. त्यामुळे त्या केल्या ते ठीक आहे. आईला दाखवतो तेही ठीक आहे. पण मग जगानेही पाहावं अशी इच्छा होते ना आणि त्यासाठी म्हणजे जग कसं पाहणार, मी चौकात थांबून थोडीच फ्लायर उडवणार, की हे बघा मी नवीन काहीतरी केलं. तर सोशल मीडिया आलं, त्यानंतर माझ्या 30शीत आणि मला असं वाटलं, अरे मी जे काही दाबून ठेवलंय कदाचित, वेगवेगळे म्हणजे डान्स असो किंवा काही बोलायच्या गोष्टी असो किंवा सुविचार असो. मला असं वाटायचं, की हे पहावेत लोकांनी आणि मी टाकायला लागलो-टाकायला लागलो पण तरी अ, काय झालं सुरुवातीला कारण तरुण पिढी पण आली, त्याच वेळेस सोशल मीडियावर तर त्यांचे फॉलोवर्स, व्ह्यूज म्हणा कारण त्यांचे क्लासमेट्स होते सगळे, त्या सोशल मीडियावर. ते जास्त असायचे आणि माझे जे कोणी अ, वर्ग मित्र, मैत्रिणी होत्या, ते सगळे अ, सोशल मीडियावर नव्हते, कारण आमची जरा आधीची पिढी होती. मला वाटायला लागलं, की मी पण छान काम करतोय पण तरी पण मला नाही मिळत आहे आणि ह्यांना कसं काय मिळत आहे? असं व्हायला लागलं. म्हणजे इथून ती सुरुवात झाली. बरीच नकारात्मक होती ती सुरुवात.
हां. किती छान. हं. बरोबर. हं, नाही. <chuckles> बरोबर. हो. बरं. वाह! हो. बरोबर. अगदीच हो. हां, हां, बरोबर. हंम्म. बरोबर. बरोबर. मग यश कधी दिसलं? कधी वाटलं की बाबा हे माझं यश?
अनेक वर्षानंतर, म्हणजे कमीत-कमी 10 वर्षा 10 वर्ष मला पोस्ट करावं लागलं आणि एक व्यवस्थित वेळापत्रक ठेवून पोस्ट करावं लागलं. पण अर्थात 10 वर्षांनी खरं-खरं यश दिसलं, म्हणजे व्हिडिओ खरे-खरे व्हायरल गेले. पण पहिल्यांदा मला ना अ, YouTubeवरती हे यश दिसलं होतं. मी एक व्हिडिओ बनवला होता दोन हजार पंधरा पासून बनवत आलो होतो. पण 2021मध्ये पहिल्यांदा जानेवारीत मला ते यश दिसलं आणि म्हणजे तो व्हिडिओ खरा-खरा व्हायरल गेला आणि तेव्हा खरे सबस्क्रायबर्स झाले माझ्याकडे. ते मला कमेंट्समधून कळलं आणि लोकांनी WhatsAppवरही संपर्क केला आणि ते म्हणाले, "अरे, छान बनवला आहेस तू, छान बोलतोस किंवा जे काही विचार तू मांडलेस ते आम्हाला आवडले किंवा आम्हाला रडू आलं," वगैरे असं म्हणले ते. तेव्हा मला कळलं, "अच्छा! काहीतरी मिळवलं मी."
बापरे! वाह! हां, हां. हं. हं. वाह! वाह! वाह! किती छान! किती मस्त! म्हणजे काहीतरी इतक्या वर्षाच्या आपण म्हणू की तपस्येला फळ मिळालं.
अगदी.
पण असं कधी झालंय का हो, म्हणजे तुम्ही काहीतरी असं पोस्ट केलत आणि लगेचच लाइक्स किंवा असं म्हणजे ना, फॉलोवर पाहिजेत आपल्याला म्हणून ते लगेच रिमूव्ह पण केलत? किंवा त्याच्याऐवजी काहीतरी अजून दुसरं टाकलं तिथे. असं कधी झालं का? म्हणजे आपण म्हणतो ना अ, खूप अ, आनंद किंवा खूप उद्विग्न मन असतं, तेव्हा जसं आपण रिअ‍ॅक्ट होतो. तसं काही झालं का ह्या बाबतीत?
<chuckles> हो, झालं ना. म्हणजे अ, मी एक असा व्हिडिओ बनवला होता. अ, माझाच डबल रोल केला होता मी त्यात आणि डान्स केला होता, एका कुठल्यातरी गाण्यावरती, जुन्या गाण्यावरती. अ, तर तो व्हिडिओ मी टाकल्या-टाकल्या, एवढी मेहनत घातली होती त्याच्यात आणि अ, बरेच दिवस लागले एडिटिंग करायला आणि तो त्याचा फायनल व्हर्जन बनवायला. तर ते बनवल्यानंतर मी टाकला आणि छान झाला होता माझ्या मते. पण तेव्हा कदाचित अल्गोरिदम मी समजत नव्हतो एवढा. तर मी तो टाकला आणि 4-5 तास त्याला व्ह्यूजच नाही. म्हणजे 10 व्ह्यूजवरच अडकून पडलं होतं ते. सुरुवातीला ही 2022ची वगैरे गोष्ट. तर माझं इतकं डोकं फिरलं की मी डिलीट करून टाकलं. मी म्हणालो की "नाही मला वापरायचंच नाही, Instagram मी करणारच नाही. काही अर्थच नाही ह्याला. बाकीचे लोकं किती काय-काय फालतू टाकतात, तरी त्यांचं होतं व्हायरल माझं का नाही होत" वगैरे. पण
अच्छा. अरे वाह! अच्छा. बरोबर. हो. ओके. हां, बरोबर. अरे बापरे! मग? अरे देवा! मग काय केलत?
मग मी परत टाकला तो व्हिडिओ म्हणजे हो. राग शांत झाल्यावर परत टाकला आणि मग अ, त्या अल्गोरिदमनी तो उचलून धरला आणि मग तो जरा अ, व्हायरल गेला. 100 लाइक्स आले सुरुवातीला व
तोच व्हिडिओ परत. अच्छा. अरे वाह! वाह, वाह, वाह! किती सुंदर.
तर ते छान झालं म्हणजे अल्गोरिदम माहिती नव्हता आणि म्हणजे यशाची एक अ, मापदंड जे होतं, ते चुकीचं धरलं होतं मी आधी कदाचित म्हणून असं झालं.
बरोबर. म्हणजे त्यावेळेला असं करताना म्हणजे डिलीट केल्यावर इमिडिएटली किंवा पुन्हा जेव्हा 10 100 आले, 10च्या ऐवजी 100 लाइक्स आले त्यावेळेला, काय म्हणजे कम्पॅरेटिव्ह, कम्पॅरिझन कसं द्याल कि काय भावना होत्या? आणि कशा त्या व्यक्त झाल्या?
हो. पूर्ण मी अग पाताळात गेलो होतो बहुतेक. आणि डोळ्यात अश्रूहि अर्थात होते कारण, एक प्रामाणिकपणा असतो ना हो, आपण जे काही करतो आणि खास करून डान्स वगैरे असेल, तर त्यात आपण खूप जीव ओततो, प्रेम ओततो आणि असं वाटतं कि
बरोबर. हो. कारण एक फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आहे आणि त्याच्यामध्ये खूप अ, हे लागतात एफोर्ट्स. अगदी बरोबर आहे.
हो. आणि म्हणजे मी, डान्स तर माझ्या बेडरूममध्ये पण दार लावून करू शकतो. पण जर मी सोशल मीडियावर टाकतो आहे, तर त्याचा अर्थच हा आहे ना, की लोकांनी पाहावं ते आणि लोकांपर्यंत पोहोचावं. आणि असं वाटतं की ही, हे सिक्युरिटी गार्ड आहे Instagramचा अल्गोरिदम म्हणजे की पोहचूच देत नाही आहे लोकांपर्यंत, अशी भावना होती. आणि ती पूर्ण बदलली. मला इतकं थंड वाटलं डोक्याला आणि वाटलं फायनली म्हणजे काहीतरी अ, खरं तथ्य आहे. सोशल मीडिया वापरावं असं. म्हणजे सोशल मीडिया वापरणार नाही ही भावना होती आणि 4 तासानंतर हो हो मी वापरणार Instagram यापुढे. इतका तो बदल झाला.
बरोबर. अगदी. हो ना. <laughs> किती छान! किती मस्त! पण मग असं जेव्हा सोशल मीडियामुळे, काहीतरी नवीन घडतं आहे, तर तेव्हा असं काही झालं का, की बाबा तुम्ही तुमच्या चॅनेलमुळे, किंवा तुमच्या टाकलेल्या पोस्टमुळे काही नवीन संधी आल्या किंवा आपण म्हणतो ना एक अ ब्रँडिंगचा आजकाल प्रकार वाढलेला आहे किंवा नेटवर्किंगसाठी काही लोकांनी पुढाकार घेतला, असं काही झालं का? काय सांगाल?
हो. हो, हो, झालं. म्हणजे माझे ते व्हिडिओस किंवा डान्स जे काही होते ना ते असे हळू-हळू पोहचत होते सगळ्यांपर्यंत काही फार लाखोंमध्ये व्ह्यूज किंवा लाइक्स नव्हते. पण मला हे समजत होतं की जरी हजारोंपर्यंत पोहोचतायेत तरी ती खरी लोकं आहेत. कारण कधी-कधी ते सोशल मीडियावरचे आकडे खोटेही असतात. तर ती पोहोच जशी वाढत होती आणि कॉमेंट्स येत होत्या. त्यावरून मी अ, लोकांना लाइक अ, म्हणजे त्यांचे कॉमेंट्स लाइक करत होतो. त्यांना कधी-कधी डीएम ही करायला सुरु केलं मी, की मी कोरिओग्राफी करू शकतो किंवा तुम्हाला जर गरज असेल, रिक्वायरमेंट असेल तर मला सांगा. मला आवडेल करून द्यायला. म्हणजे अ, 5 मिनिटाच्या गाण्याचे 5000 असं मी ठरवलं होतं सुरुवातीला. तर अ, केला मला मग अप्रोच म्हणजे एका शाळेत एक छोटी असा अ, त्यांची एक स्पर्धा सारखी होती काहीतरी एक इव्हेंट होतं फंक्शन होतं. त्यासाठी त्यांनी मला अ, म्हणजे ओळखीचेच होते ते जरा असं लांबचे होते पण आईची मैत्रीण तिची शाळा असं काहीतरी होतं. तर अ, त्यांनी मला केला मेसेज आणि ते म्हणाले की, "हो, आम्हाला आवडेल तुम्ही करून द्याल का कोरिओग्राफी तर मी केली." म्हणजे अ, 5वीतल्या आणि म्हणजे 4थी आणि 5वीतल्या मुलामुलींचा एक छोटासा 5 मिनिटाचा डान्स बसवला आणि त्यांनी म्हणजे 5000 तर नाही दिले, पण एक छोटंसं मानधन दिलं आणि सर्वात मुख्य म्हणजे त्यांनी नाव घेतलं माझं आणि ते धन्यवाद म्हंटले. त्यामुळे इतकं छान वाटलं, की शाळेपर्यंत आपले नाच म्हणजे नृत्य पोहचताय किती चांगली गोष्ट आहे.
झालं. बरोबर. अगदी बरोबर. हो ना. बरोबर. अगदी बरोबर. अच्छा. ओके. अरे वाह! हां, हां, हां. ओके. बरोबर. अरे वाह! वाव! किती सुंदर. हो, ओळख. पोहोचतंय, किती छान! पण मग आता जसं मी तुम्हाला म्हटलं, की ह्याच्यात बरेच लोकं म्हणतात, की ह्याच्यातून तुम्हाला अर्निन्ग्स ही छान होते, नेटवर्किंग वाढते आणि आपली ब्रँडिंगपण होते. आता जस जसा तुम्ही शाळेचा किस्सा सांगितला त्यात ब्रँडिंग तर झाली, पण त्या ब्रँडिंगमुळे सुद्धा नंतर पुन्हा काही अर्निन्ग्स किंवा अजून काही इन्क्रीज असं खरोखर झालं का हो? म्हणजे त्याचा काही इम्पॅक्ट मिळाला का घ्यायला त्या इम्पॅक्टचा फायदा?
हो. हो. हो म्हण हो, हो, झालं ना म्हणजे त्या ब्रँडिंगमुळे कसा माझा तो एक रेझ्युमे असतो ना अ, असा काही खरा तर कागद नव्हता बनवला मी, पण त्या रेझ्युमेमध्ये ते त्याची नोंद झाली, की मी आता फक्त कोरिओग्राफर नाहीये, पण मी ह्या शाळेत शिकवलंय किंवा ह्या ग्रुपचा एक डान्स बसवलाय किंवा हा एक फ्लॅशमॉब बसवलाय. तर अशा 2-3 गोष्टी जरी आल्या होत्या माझ्याकडे आणि
बरोबर. अरे वाह! डान्स बसवलाय. हं. अचिव्हमेंट अंडर त्या नोट झाल्या असं म्हणायला हरकत नाही.
अगदी आणि म्हणजे माझ्या त्या अ, रेझ्युमे म्हणजे काय होतं माझं ते सोशल मीडियाचं अकाउंट. तोच माझा रेझ्युमे होता. तर मी तेच दाखवायचं लोकांना, हे बघा माझं काम आणि मी असं-असं केलंय, वेगवेगळ्या ठिकाणी केलंय आणि मी एकटही नाचतो. म्हणजे कोणाला अ, एकट्याला शिकायचं असेल वन ओन वन तरी मी शिकवू शकतो त्यांना. तर असे वन ओन वन बरेच आले मला आणि
अकाउंट. हो ना. बरोबर, बरोबर. मग कधी असं सोलो परफॉर्मन्स वगैरेचा विचार केलात का म्हणजे?
हो, हो. म्हणजे माझा स्वतःचा नाही. मी कोरिओग्राफीच्या दृष्टीकोनातून लोकांचे सोलो अ, परफॉर्मन्स बसवून
सोलो परफॉर्मन्स. पण तुमचा स्वतःचा अजून तुम्ही असं हे नाही केलं म्हणताय.
अ, स्वतःचा नाही. मी स्वतः अ, जास्तीत जास्त 4 म्हणजे सॉरी, कमीत-कमी 4 लोकांबरोबर नाचलो आहे. एक अ
अच्छा, पण तो ग्रुप डान्सच कन्सिडर होतं ना.
ग्रुप डांसेस हो, सोलो तरी अजून नाही केला मी. 2 मी आणि एका मुलाने अ, एक केला होता "डोला रे डोला वरती" डान्स केला होता. तर त्यातल्या त्यात कमी 2 जणांचा ग्रुप होता आमचा. अ
बरोबर. अरे वाह! बरोबर. पण आता बघा ना मला थोडं तुम्हाला असं विचारायचं आहे थोडंस की, "काय व्यवहार्य टिप्स तुम्ही मला द्याल की ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या मायाजालामध्ये कसं आपलं यश मोजायचं, किंवा कम्पॅरिझनपासून कसं स्वतःला वाचवायला पाहिजे आपण?"
हां. मला असं वाटतं की आपली ध्येय किंवा आपल्याला जे काही करायचं आहे ते स्वतःच्या आनंदासाठी जर केलं ना म्हणजे हे मी माझ्याच इतक्या 20 वर्षांच्या सोशल मीडियाच्या वापरानंतर सांगतो आहे की आपल्या समाधानासाठी केलं ना तर ते यश मिळतं. आणि आजच्या अ, पिढीसाठी किंवा आजच्या काळासाठी माझी जी नृत्य आहेत ना, ते जरा ओल्ड फॅशंड आहेत आणि हे सत्य आहे. हे तर मी बदलू शकत नाही. म्हणजे मी आज हिप-हॉप वगैरे नाहीच करू शकणार कधीच. पण माझी स्टाईल वेगळी आहे. माझं कौशल्य किंवा अ, ती एक नाचण्याची पद्धत, ती एक गाण्यांची आवड सगळीच वेगळी आहे.
बरोबर. अगदी बरोबर. बरं. आणि त्या स्किल आहेत. शेवटी ते एक स्किल आहे. ते तर वेगळं असायलाच हवं ना. नाहीतर त्याशिवाय आपण कसं हे होणार?
हो. अगदी. पण बघा ना म्हणजे यशाचं एक जी मेजरमेंट किंवा माप जे असतं आजच्या काळात ते असं धरलं जातं कि आजच्या काळात जी गाणी चालतील, आजचे डान्स फॉर्म ते जास्त यशस्वी होतील. त्यांना जास्त आम्ही पैसा देऊ असं म्हटलं जातं. तर त्यात स्वतःची एक वाट बनवण्यासाठी मला जे समाधान मिळेल, ते मी केलं आणि त्यामुळे मला थोडंफार जे काही आहे ते मिळालं. तर तेच जर सगळ्यांनी केलं ना तर सोशल मीडिया जिंकणं काही फार अवघड नाही आणि मुळात सोशल मीडिया जिंकायचंच नाही आहे. आपलं कौशल्यच अजून चांगलं आणि चांगलं करत गेलो तर काहीतरी मिळूच शकतं त्यातनं.
हो. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. बरोबर. पण मग कधी असं नाही वाटत का हो, की बाबा हे हे कंपॅरिझन चुकीचं आहे? कारण एका तुम्ही एका तराजूत तुम्ही कसं ठेवू शकता ना की हा डान्स फॉर्म आणि दुसऱ्या क तराजूमध्ये दुसरा डान्स फॉर्म? पण त्याच्यात तुम्ही कशी काय तुलना करू शकता?
हो. हो. तुलना तर नाहीच करू शकत. पण म्हणजे मार्केटमध्ये काय चालू आहे अ, त्यावरूनही बराच अ, महत्वाचा एक फॅक्टर अ, धरला जातो ना. की मार्केटमध्ये जर कदाचित आज तरुण पिढी जी आहे 20-21 वर्षांची ते अशा प्रकारचेच नाच करतायत किंवा अशा प्रकारचं कंटेंट टाकतायत आणि ते तरुण ऑडियन्स किंवा प्रेक्षकांना आवडतंय. तर एक वेगळ्याच वयोगटातला वेगळाच व्यक्ती एकदमच जुन्या स्टाईलचं काहीतरी करतोय तर ते पटकन चालत नाही. आणि सगळ्यांना ते पटकन अ, समजू शकत नाही. किंवा त्यांना ते तेवढी त्याची किंमत नसू शकते. म्हणून सातत्याने अनेक वर्ष म्हणजे मला 10 वर्ष लागली. एखाद्याला 5 वर्षातच मिळेल. एखाद्याला एकाच वर्षात मिळेल. आणि अशीही उदाहरणं आहेत. तर माझं ध्येय हेच मी ठेवलं की मी जे करतोय त्याच्यात एन्जॉय करायचं आणि मनापासून करायचं, प्रामाणिकपणा ओतायचा. म्हणून मला मिळालं जे काही थोडंफार मिळालं. आणि खूप काही मिळवायचंय अजून. <chuckles>
बरोबर. बरोबर. हो ना. चालत. बरोबर. अरे वाह! म्हणजे खूप छान, छान ऑफ कोर्स देव करो ते तुम्हाला नक्की मिळो आणि एक छान तुम्ही अ, बोललात की जे माझं आहे ते मी करतोय. मला दुसऱ्यांची रेश लांब आहे म्हणून त्यांची खोडून माझी नाही मला वाढवायची. हे एक खूप सुंदर सांगितलंय तुम्ही. पण आता मला एक सांगा, जर कंटेंट क्रिएटर असेल, तर हे जे कंपॅरिझन होतं ना, त्या त्याच्यावर काय इम्पॅक्ट पडतो? कारण बघा मला तुम्ही जसं अल्गोरिथम मगाशी म्हणालात, हा शब्द. तो ह्या गोष्टींना फार महत्व देतो अल्गोरिथम की सध्या ट्रेंडमध्ये काय आहे.
<chuckles> हो. अगदी. हो. हो.
आणि ट्रेंडनुसारच ते काही पूर्ण अ, आपण म्हणतो ना, की व्हिडिओज व्हायरल वगैरे होणं आहे. मग तुम्ही कशाप्रकारे हा जो कंटेंट तुमचा चुज करता आणि काय म्हणजे तुम्ही निकष ठेवता?
मी थोडंसं आजच्या काळात जे चालू आहे, ते करण्याचा प्रयत्न दाखवतो. म्हणजे मी असं दाखवतो सगळ्यांना, की मी करतोय. मी खूपच ओल्ड स्टाईल, ओल्ड फॅशन नाही आहे. थोडासा मी प्रयत्न करतोय. एवढं जरी दिसलं ना, तरुणांना किंवा प्रेक्षकांना तर त्यांना ते खूप आवडतं. म्हणजे त्यांना आपली मेहनत दिसून येते आणि ते प्रेम ओतायलाच बसलेत मला असं वाटतं.
अच्छा. बरोबर. अगदी बरोबर. खूप छान वाटलं मला आज ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर गप्पा मारून आणि खरंच ज्याचे त्याच्या यशाच्या संकल्पना, ह्या वेगळ्या-वेगळ्या असतातच. पण ह्या सोशल मीडियामुळे जो काही बदल घडवून आणलेला आहे, तोही एक अ, काय म्हणतात ना, हेही नव्हे थोडके अशा प्रकारचा आहे. तर तुम्हाला उत्तरोत्तर यश मिळत राहावं, हीच मी देवाचरणी प्रार्थना करेन आणि पुन्हा एकदा अशाच गप्पा मारायला भेटू आपण. तुम्ही आज जो वेळ दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद.
हं. धन्यवाद. मलाही छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधून. सोशल मीडियावरती कितीही गप्पा मारायला छानच वाटतं.
खरंच नक्कीच भेटू आणि छान-छान गप्पा अजूनच मारू. खूप धन्यवाद.